आय iPhone जो आहे, Apple जी कंपनी आहे बनवते, तर ती प्रायव्हसी पॉलिसीला प्राधान्य देते. अशी ॲडव्हर्टाइजमेंट पण करते, की आमचा मोबाईल खूप सेफ आहे. तर या मागचं मग प्रमुख कारण काय आहे, माहिती आहे का? Android जो आहे, तो ओपन सोर्स सिस्टम आहे. म्हणजे ओपन त्याचा कोड कोड वगैरे जो आहे ना, त्याने बनवलेला. तर तो एकदम ओपन सोर्स आहे. कोणालाही एक्सेस करता येतो. ती सिस्टम जी बनलेली आहे. हं. आणि Appleचं तसं नाही. iOS जी आहे, ती क्लोज सोर्स आहे. म्हणजे त्यांचा कोड फक्त Appleचे जे एक्सपर्ट असतात, म्हणजे ऑफिशियल्स जे असतात, म्हणजे इंजिनिअर्स वगैरे जे काम करत आहेत तिथे, फक्त त्यांच्याकडेच एक्सेस असणार. तेच मॉडिफाय करू शकणार. म्हणून तर म्हणतात ना, म्हणजे, अ, एक जेल ब्रेक नावाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे जेल ब्रेकमध्ये काय होतं, Appleचे डिव्हाइस आपण जर ब्रेक केला, म्हणजे प्रायव्हसी त्याची, तर त्याला जेल ब्रेक झाला असं म्हणतात. की हा ह्याचा हो. मग तसाच एक शब्द Androidला पण आहे, रूट केलेला. असं नाहीये की Android काळजी घेत नाही गोपनीयतेत ठेवण्याची. Androidपण काळजी घेतोच. हो. पण, अ, Androidमध्ये कसं आहे, त्यापेक्षा आपण कसं कंपेअर जेव्हा करतो ना iPhoneसोबत, तर कंपॅरेटिव्हली iPhone, अ, थोडा जास्त सेफ आहे हं, असं म्हणतो आपण.
हं. हां, हां. हो, बरोबर. हां, हां, हां. अच्छा. हं, हं, हं. हं. अच्छा, ओके. अच्छा, हां, हां. हं, हं, हं. हं. बरोबर. अच्छा. हां, कारण अच्छा, हां, हां. हं. हं. हं, हं. ओ! ओ! हां, हां. ठेवण्याची, हो. हं, हं. हं. हं. हां. बेटर आहे प्रोटेक्ट हां, कारण खूप छोट्या-छोट्या गोष्टीला, अ, iOS पासवर्ड्स विचारतात बघा. म्हणजे एखादा ॲप ओपन जरी करायचं असेल, तरी तो Apple आयडी विचारतो, फेस आयडी विचारतो. तसं Android युजर्ससाठी होत नाही, खरं तर नाही का?
हं, हं. हो, खूपच आणि हो. हो, हो, बरोबर. मग Appleमध्ये पण म्हणजे होतं, ते पण त्या लेव्हलपर्यंत होत नाही, असं आपण म्हणू शकतो. आणि कसं आहे हो, Androidचे डिव्हाइसेस जे आहेत ना, ते अफोर्डेबल, म्हणजे परवडतात. गरीबांना परवडत नाही iPhone. हं. तर यामुळे काय होतं, तर गरीब लोकं जे आहेत किंवा त्यांचं बजेट कमी आहे, आपण म्हणू, तर ते लोकं काय करतात, अशा, अ, Android डिव्हाइसेसला प्राधान्य देतात. मग अ, ते प्राधान्य कशामुळं, अ, म्हणजे एवढ्या कमी किमतीत जर कोणती वस्तू भेटत असेल, आपण म्हणतो बघा, फुकटमध्ये काही भेटत नाही जगामध्ये, बरोबर. तर हां, तर फुकटमध्ये तुम्हाला किंवा कमी किमतीमध्ये काही भेटत असेल, तर एक एकचं मला वाक्य, मला सांगायचंय तुम्हाला की, अ, इंग्लिशमध्ये आहे ते. तर जर ईफ ईफ यू अरे गेटिंग समथिंग फ्री देन यू आर द प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला काही फुकटचं भेटत असेल, तर तुम्हीच प्रॉडक्ट आहात ते हं, हं. तर तुम्हीच प्रॉडक्ट आहात, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यामुळे ते आपल्याला असं म्हणता येईल की, खूप स्वस्तामध्ये Android भेटतात.
हं. अच्छा. हां, हां. हां, हाच प्रश्न आहे ना. हो. हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हां. हां, हां, हां. सांगा ना. हां. ओह! खूप छान वाक्य आहे हां, हे. हा, आणि खूप महत्त्वाचं आहे. हां.

खूप अ, छान तुम्ही म्हणजे आम्हाला एकदम सतर्क केलंय. पण अ, मला असं म्हणजे एक छोटंसं विचारते, की काही जणांना असं वाटतं बघ काय हे गुपित-बिपित असलं काहीतरी नसतं. मग अ, अशा लोकांना तुम्ही म्हणजे काय सल्ला द्याल किंवा एखादा तुमचाच असा एखादा मित्र असेल, की तो म्हणेल, की अरे, नाही रे! असलं काहीतरी कधी नसतं कुठे. कसलं सिक्रेट आणि कसलं काय असं मग <chuckles> मग त्यांना तुम्ही कसे काय हँडल करता? <chuckles>
आणखीन एक मला सांगायचंय. हो, हो. हं, हं. हं. हं, हं. हां, असतात ना माझे पण भरपूर तसे मित्र आहेत. बरोबर. <chuckles> ते म्हणतातच <chuckles> कसं आहे माहिती आहे का? म्हणजे डेटा जो असतो सर्वांचाच डेटा हा महत्त्वाचा असेल असं नाही. ज्यांच्याकड म्हणजे हे बघा जो कमावता आहे त्यांचा डेटा वेगळा म्हणजे जास्त पैशांनी विकला जातो. हां, ज्यांच्याकडे काहीच नाहीये. आणि तुम्ही जे म्हटलं ना
हं. बरोबर. हां. अच्छा, ओह! अच्छा, म्हणजे डेटा विकला जातो?
हो, विकला जातो मार्केटमध्ये समजा आणि यामध्ये ब ब्लॅक मार्केट स्कॅमिंग वगैरे जे होतंय ना कधी-कधी स्कॅम जे ॲप असतात. मी एक तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. आजकाल लोन्सचे वगैरे खूप ॲप्स निघालेले आहेत. तर ते वर गेल्यानं ज्याला गरज असते ते पट, पट जाऊन डाउनलोड करतो. तर व्हेरिफाय न करता ते छोटी अमाउंट ₹400 ₹500 त्यांना देतात. पण यावेळेला काय होतं माहिती आहे का? आणि इंटरेस्ट वगैरे पण हाय घेतात. तर यामध्ये काय होतं डेटा त्यांचा एक भेटतो. मग हा डेटा त्यांना काय माहित झालं की ह्या पार्टिक्युलर गरज आहे. मग हाच डेटा तो कोणाला फॉरवर्ड करणार ज्या लोन देणाऱ्या कंपन्या आहेत. हां, क्रेडिट कार्ड वाले जे आहेत ह्यांना फॉरवर्ड करतात.
अरे बापरे! हां, हां, हां. हं, हं, हं. हं, हं. हो. हां, हां. ओ! हां. हां. की ह्या माणसाला गरज आहे. हां. क्रेडिट कार्ड वाल्यांना. <chuckles> जे सतत फोन करत असतात सतत फोन करत असतात. हो, हे सगळं लिंक्ड आहे म्हणजे एकमेकांशी?
तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे हे कसं चक्र फिरतंय? लिंक्ड आहे असं नाहीये की आणि तुम्ही जे सांगितलं ना की तु काही लोकं असं म्हणतात माझ्याकडे काहीच नाहीये. मग ते असतात ते नसतात का काय म्हणतात मेरे पास अ, खोने जैसा कूछ नहीं है <chuckles> कुछ है ही नहीं मेरे पास मग त्या टाइपचं आहे ते. हं.
हां. कुछ नही. हो. पण अ, असं नाही वाटत का तुम्हाला की हल्ली बघा ना अ, म्हणजे असं कुठे आपलं अ, प्रोव्हाईड करण्याची पण गरज नाहीये अ, इन्फॉर्मेशन. कारण बघा ना आता आपण ज्यावेळेला अ, iPhone किंवा अलेक्सा किंवा अशा गोष्टी वापरतो ते तर सगळंच रेकॉर्ड करतं. म्हणजे त्या त्याच्यानुसारच आपलं Instagramचं फीड वगैरे पण अ, त्यावरच तर अवलंबून असतं ना की आपले इंटरेस्ट काय आहेत? हां, आपण Googleला सर्च काय करतो आहोत? ह्या सगळ्यावरच ते सगळं अवलंबून असतं. म्हणजे ते आपण कुठे इन्फॉर्मेशन दिलीच पाहिजे असंही नाही राहिलंय हो आता. मग ते मायक्रोफोन्स आपले ऐकत असतात. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
हं. हं, हं. ओहो! बरोबर. सगळंच रेकॉर्ड लाईवमध्ये. हो, बरोबर म्हणजे तुम्ही काय बघताय, काय करताय? अगदी बरोबर. हं, हं, हो. सगळं डिपेंड असतं. हो बरोबर, अगदी बरोबर. असं नाही म्हणजे काय तुम्ही जी कसं आहे माहिती आहे का? हं, हं, हं, हं. हे बघा.

हां, तर हे मोजकेच ॲप त्यांना हा स्टेटस वगैरे बघण्यासाठी. आणि हेच सोपे-सोपे ॲप्स त्यांना लागतात. आणि यामध्ये पण पासवर्ड वगैरे पासवर्ड मॅनेजरचा वापर करायचा, वयस्कर माणसांना पासवर्ड वगैरे सांगायचे नाही. नाही आणि त्यामध्ये, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणून एक ऑप्शन असतो. म्हणजे एकदा ओ-टी-पी आला, की आणखीन एकदा आपण दुसऱ्यांदा ओ-टी-पी म्हणजे एक ॲप असतो Microsoft, Google म्हणजे वेगवेगळ्या ह्यांचा असतो. तर त्यामध्ये आपण टु-फॅक्टरनं पण एक्स्ट्रा काय म्हणतो? एक्स्ट्रा लेयर आपण सिक्युरिटीचा त्यामध्ये एड करू शकतो. तर अशा 2-3 काळजी घेतल्या.
सगळ्यांचे स्टेटस बघायला. <laughs> हो ना. हां, बरोबर. बरोबर. हं, हं. हां. हां, हां. हां, बरं झालंय तुम्ही आम्हाला छान अ, तात्काळ उपायसुद्धा देताय. तर अ, तुम्ही जसं आता काही अ, ॲप्स आपल्याला डाउनलोड करायला सांगितले. तर अ, तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी किंवा वयस्कर माणसांशी बोलणं हा एक सुद्धा पर्याय असू शकतो या बाबतीत, असं तुम्हाला वाटतं का?
हं, हं. हो. हो, अस हो अ, असू शकतो ना, नक्कीच. ज्याला याच्याबद्दलची माहिती वगैरे आहे त्यांच्याशी तुम्ही अ, म्हणजे गुफ्तगू करा. त्यांना विचारा, की
हां, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तर तुमच्या घरातल्या आजोबांना तुम्ही सांगितलं पाहिजे, की अशा लिंकवर तुम्ही जाऊ नका किंवा अ, तर असं, याबद्दल काय वाटतं?
हं, हं. हं, हं. हो, म म्हणजे कसं आहे कधी-कधी त्यांना सांगणं त्यांना सांगणंच मुश्किल होतं कधी-कधी, तर आपणच त्यांना अशी अशी सेटिंग करून द्यायची, की ते अ, इच्छा असून पण करू नाही शकणार. म्हणजे लॉन्चर वगैरे एखादं टाकून द्यायचं आणि ते ओपनच नाही करू शकणार, की त्या लिमिटेडच ॲप त्याच्यात ओपन होणार. हो म्हणजे मिनिमम
<chuckles> हां. बरोबर. हां, हां. हां, असं काहीतरी बरोबर. हा ही एक आयडिया खूप मस्त आहे.
हं, म्हणजे मिनिमम म्हणून ए एक लॉन्चर आहे तर ते टाइपचे लॉन्चर आपण टाकू शकतो. तेवढेच मिनिमम ॲपच वर दिसतात, बाकी काहीच दिसत नाही. असं करून द्यायचं.
तर अच्छा. ते द्यायचं. हं, हं, हं. अरे, वा! तुम्ही खूप छान उपाय सुचवलेत आम्हाला. आणि अ, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा, म्हणजे बऱ्याच शंकांचं निरसन झालं तुमच्याशी बोलून आणि खूप छान वाटलं. आपण अ, पुन्हा भेटू आणि परत-परत असे बोलत राहू. थँक यू.
हो. हो. मलाही खूप छान वाटलं. हो, ठीक आहे. धन्यवाद.

हां, तर एक आजोबा होते त्यांना नवीन फोन घेऊन दिला होता. पण त्या फोनमध्ये ना, म्हणजे कॉन्टॅक्ट्स वगैरे म्हणजे मुलाचंच होतं सगळं अ, नंबर वगैरे त्याच्या नावावरच घेतलं होतं. तर त्यांना आलं होतं काहीतरी की अ, एवढी-एवढीची लॉटरी लागली आहे. मग तुम्ही ह्याच्यावर क्लिक करा. मग त्यांनी उचलला फोन अ, की सांगितलं असा-असा आहे आणि त्या मुलाचा यू-पी-आय त्याच्यामध्ये लॉगिन होता. तर तर त्या स्कॅमरनं काय केलं त्याला रिक्वेस्ट मारली "तुम्हाला 10,000 ची अ, अ, लॉटरी लागली आहे काका" म्हटला तो. मग ते खुश झाले. हां, मग त्यांनी काय केलं अ, त्यांनी रिक्वेस्ट पाठवली म्हणजे स्कॅमर जो होता त्याने रिक्वेस्ट पाठवली दहा हजार रुपयाची यू-पी-आय वर. मग त्यांना काय वाटलं, मग फोन वर काय म्हंटला तो अ, "तुम्ही ह्यावर हे टाका." हां, तुम्हाला मिळणार आहे पटकन तुम्ही हं, हं. तुमचा ओ-टी-पी नाही, पिन जो असतो आपला यू-पी-आयचा तो टाका. हां, तर तो पिन टाकला त्याने मग कटले डेबिट झाले पैसे. मग तो काय म्हटला "अरे काका थोडा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मी पुन्हा एकदा टाकतो." मग असे करत, करत, करत त्याने 40,000 घेतले. असं झालं. हं. तर असा प्रॉब्लेम होतो म्हणजे जे वयस्कर असतात
हां, हां. अच्छा. हं. हां, हां. हां. हो. अच्छा. अरे, अरे बापरे! अरे बापरे! हां. हां. हां. अय्या. की मिळणारे तुम्हाला, क्रेडिट होणार आहे. हां, ओ-टी-पी टाका. अच्छा सॉरी हां, यू-पी-आय पिन टाका, हां. हां. अरे देवा! अय्या! बापरे! पण मग ह्या वयस्कर माणसांना सांभाळायचं कसं आणि त्यांना कसं समजवायचं की तुमच्या सोबत क कसं आहे? हां.
हां, मग त्यामध्ये खूप मग सिक्युरिटी वगैरे असतात ना, जे कामाचे ॲप्स वगैरे आहेत तेच वर ठेवून द्यायचे. मग वयस्कर माणसाला दुसरं काय लागते YouTube वगैरे, WhatsApp म्हणजे
हां. यू त्यांना WhatsApp तर मेन लागतं.